म्हणजे टफनेस जो आहे तो दाखवणं आवश्यक आहे. मी त्याला 2 वर्षाचा असताना वॉशिंग मशीनवर उभं केलं होतं. अ, तो हे असतं ना, वॉशिंग मशीनच्या शेजारी खिडकी होती त्याच्यावरचं ते, त्याला म्हटलं, "धर ह्याला" आणि वॉशिंग मशीनवर उभं केलं आणि टाईम आउट दिला. मी तुझ्याशी बोलणार नाही, तुही माझ्याशी बोलायचं नाही. तू विचार कर आता, तुझं काय चुकलं ते.
हं. अच्छा. हां. हं. बरं.
मारायचं, ओरडायचं अशी हिंसा नाही करायची, पण यू हॅव्ह टू रिफ्लेक्ट ऑन युअरसेल्फ.
हं, हं. हं.
तू तीच गोष्ट पुन्हा, पुन्हा, पुन्हा वाद घालून, त्रास देतोयस आईला.
खूप महत्वाच्या बाबी सांगताय तुम्ही. हं. हं.
अतिवाद घालणे हा त्याचा अ, एकच अ, दोष आहे. म्हटलं रिफ्लेक्ट कर.
बरं, पण मग हे त्याला 2 वर्षाच्या मुलाला कळलं? म्हणजे त्याला रिफ्लेक्ट करता आलं?
हो, हो, हो, 2 अडीच वर्षाचा असेल.
अरे वाह! अरे वाह!
हो. तो अ, मूळचाच खूप अ, समजूतदार विचारी आहे, त्याने कधीही एकदापण एकपण खेळणं कधी तोडलं नाही.
ओ! बरं.
आणि एकदा येऊन मला म्हणाला, अ, "बाबा अ, अ, तुझं दाढीच ब्लेड असतं ते हातात धरल्यावर रक्त का येतं?"
हं, हं. अय्या!
त्याला ते कुठनं धरायचं लक्षात आलं नव्हतं. उत्सुकतेने त्याने बघितलं. अ, अ, धारेच्या बाजूने धरलं तर ते पण ते लपवत होता तो, की माझं असं झालं.
आई ग! बरोबर, हं. बरोबर. हां, आई ग! बिचारा. <laughs>